खूपदा आपण कामामध्ये खूप बिझी असतो आणि नी सततचं काम, काम, काम त्यामध्ये काय होतं ना, आपल्याला 1 गप्पा वगैरे मारायच्या म्हणजे कुठेतरी राहूनच जातात आणि घरी आलं तरी सगळे बिझी असतात. तर अशा वेळेस अ, तुम्ही घरात साधारणपणे गप्पा वगैरे कधी सुरू करतात हो?
म्हणजे आमच्या घरी ना, कसं आहे ना, की मी ऑफिसला जाते आणि माझे हसबंड पण जातात आणि मुलाचं असतं, की शाळेला गेले, मग ट्यूशन असतात, मग काय टेनिस क्लासेस, डान्स क्लासेस, असं असतं. मग सगळ्यांचं हे सगळं टाईमटेबल आटपून ना, अशी संध्याकाळ होते आणि संध्याकाळी मग घरी आलं की कसं, आंघोळ वगैरे करून फ्रेश व्हा, मग जेवण घ्या आणि जेवल्यानंतर मग आम्ही रिलॅक्स करून एखादं असं टीव्ही समोर बसतो किंवा डायरेक्ट आम्ही बेडरूम मध्ये, बेड वरती असं निवांतपणे पडतो. आणि तेव्हा मग सुरू होतं, की दिवसभरात कोणी काय-काय केलं ते.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं, हं, हं. खूपच छान. आणि मग वेळ कसा काढता तुम्ही म्हणजे गप्पा मारायला? कारण सध्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःसाठी वेळ नसतो, खूपदा बघा, आपण पहिलं मिरर टॉकिंग वगैरे करायचं, ते पण कुठेतरी 1 लुप्त झालेलं दिसतं. तर अशा वेळेस तुम्ही वेळ कसा काढता त्यामध्ये?
म्हणजे त्यासाठी ना जसं तुम्ही म्हणालात, की वेळ काढायला लागतो. आता प्रत्येकाकडे देवानं 24 तास दिले आहे, नाही का. आता कोण त्यातलं किती वेळ कामात घालवतं, की झोपण्यात घालवतं, की एकमेकांशी बोलण्यात घालवतं. ते त्यांची स्वतःची मर्जी असते, तर ती चॉईस आपली आहे ना. तर आम्ही काय केलं की आम्ही आधी असंच भटकत राहायचो, की आम्हाला कळायचंच नाही की वेळ कुठे गेला. आणि त्यात काय झालं एक दिवशी ना, मी माझ्या लहान मुलाला असं खूप उदास असं पाहिलं, की मग मी त्याला जाऊन विचारलं, "काय झालं बाळा?" तर तो म्हणाला, "मला ना मम्मा खूप असं एकटं-एकटं वाटतं" आणि अ, तर मी विचारलं, "का? मी आणि बाबा तर आहोत ना आणि दादा पण आहे, तर सगळे तर घरीच असतात. मग काय झालं? कोणी शाळेत काही बोललं का?" तर मला असं वाटलं की त्याला शाळेत काहीतरी कोणी बोललं असेल. पण तो म्हणाला, "नाही शाळेत काही नाही, माझे खूप अ, टीचर्स आणि फ्रेंड्स खूप छान आहे." विचारलं, "काय झालं मला खरं-खरं सांग तु?" तर तो म्हणाला, "तू आणि बाबा ना तुमच्याकडे कधी वेळच नसतो माझ्यासाठी आणि दादा पण स्वतःच्या व्हिडिओ गेम आणि मित्रांमध्ये असतो. तर मला असं वाटतं की"
हं, हं. हं, हं, हं. हं, हं. अरे बाप रे! हं, हं. हं, हं. अच्छा, अच्छा. हं, हं, हं. मग? अरे च्या! म्हणजे त्या लहान मुलाला कळलं की तुमचं म्हणजे त्याच्याकडे लक्ष नाहीये.
हो ना. आणि माझं ना असं, घसा असा भरून आला आणि मला समजे ना, की मी आता ह्याला काय उत्तर देऊ? कारण त्याने एकदम खरंच गोष्ट त्याने सांगितली ना, की तुझं लक्षच नसतं. कोणाचंच नसतं माझ्यावर, की मी काय करतोय? कधी क्लासवरून येतो? काय जेवलो? काय झालं माझ्यासोबत? आणि मग मी ना त्याला असं लगेच असं, हग केला आणि घट्ट त्याला अशी मिठी मारली आणि त्याला म्हटलं, की आजपासून बंद हे सगळं. मी आता आजपासनं तुझ्यासोबत भरपूर वेळ टाइम स्पेंड करणार आणि क्वालिटी टाईम देणार तुला आणि मी ना बाबांना पण सांगणार, की स्वतःच्या कामापासून तुम्ही थोडासा वेळ काढा आणि दादाला तर मी खेचून आणीन असं मी बोलले.
हं, हं, हं. हं. हं, हं, हं. अच्छा. खूपच छान. अरे वाह! खूपच छान. तर कसं वाटलं मग त्याला, तुम्ही असं बोलल्यावर एकदम कवटाळून घेतलं आणि तुमचा कंठही दाटून आला तुम्ही म्हटलात. त्यानंतर काय रिएक्शन होती?
हो ना. म्हणजे तो ना, 10 मिनिटं तर मला पकडून फक्त रडतचं होता म्हणजे, त्याच्या मनात खूप दिवसांपासून, दिवसं काय म्हणजे, अ, 7-8 महिने झाले, की माझं ऑफिस थोडंसं दूर लोकेशनवर शिफ्ट झालं होतं. तर त्यामुळे मला घरी यायला पण उशीर व्हायचा. तर 7-8 महिन्यांचं जे त्याच्या मनात दुःख होतं ना ते इतकं वाहून आलं ना, की तो 10 मिनिटं फक्त मला धरून रडत होता आणि मी पण थोडीफार रडली आता काय करायचं ना, मुलगा रडतो म्हणून होतं. आणि ते पण एवढा लहान अशी गोष्ट करतो. आह
अरे बाप रे! हं, हं, हं. हं, हं. हं, हं. अरे बाप! हो, हो, हो, हो. नक्कीच. आणि नक्कीच ती खूप भावनिक क्षण असेल असं, मलाही जाणवतंय.
हो ना. म्हणजे मला असं खूप असं गिल्टीफील झालं, की आपण आपल्या एवढ्या लहान मुलाकडे लक्ष देत नाही तर, माझ्या नोकरी आणि पैशाचा मग काय फायदा, मी कोणासाठी कमवते?
नक्कीच. कमावते. बरोबर, बरोबर.
मुलांसाठीच कमवतो ना आपण. तर, आपण घरातच जर आपल्या मुलांसोबत गप्पा नाही मारत, त्यांच्याकडे बघायला पण टाईम नाही, तर मग असल्या करियरचा मग तर, रागच लावा त्याला असं म्हणेन मी.
हं, हं, हं. <chuckles> बरोबर, मग त्यानंतर तुम्ही केली का हो घरात गप्पा वगैरे किंवा मुलांना लहान किस्से वगैरे सांगायला सुरुवात केली का तुम्ही?
माहिती आहे आम्ही काय केलं, मी त्याला सांगितलं की जा तू ना, आता पटकन तुझे जितके सॉफ्टटॉयज तुला आणायचे ना, तू आणून बेडवर ठेव. आणि अ, सगळे कुशन्स आणि पिलोज एकत्र कर. आणि आपण बेडरूममध्ये काय कसं काय मोठा बेड आहे ना, लहान मुलं द तो लहान असताना आमच्यासोबतच झोपायचा, तर आम्ही कस्टम असा मोठा बेड बनवून घेतला होता. तर मी त्याला सांगितलं, ने तिथे सगळे तुझे सॉफ्टटॉयज आणि टाक बाबांच्यावरती आणि त्यांना 1 आपण ना, सरप्राईज अटॅक करूया. तर मी आणि माझा मोठा मुलगा आणि हा लहान चुटकू, आम्ही तिघंही गेलो सॉफ्टटॉयज आणि कुशन्स घेऊन आणि मग, त्याच्या बाबांवरती आम्ही असं सरप्राईज अटॅक केला. आणि <chuckles> ते पण थोडेसे असे दचकलेच, की हे काय आहे. तर, मी सांगितलं की मी इशाऱ्याने त्यांना सांगितलं, की जरा साथ द्या आणि खेळा त्यांच्यासोबत.
काय? हं, हं. हां, हां, हां. हं, हं, हं. अच्छा. <chuckles> हं, हं, हं. अच्छा. अरे वाह वाह! हं, हं, हं.
मग नंतर मग जेव्हा मुलं झोपली ना, मग मी त्यांना सांगितलं, की असं-असं ना, हा छुटकू खूप रडत होता आणि ह्याला खूप असं एकटंसं वाटत होतं, की आपण दोघं त्याच्यावर लक्ष देत नाही, त्याच्याशी बोलत नाही. मग आजपासनं आपण असं करूया का? प्रयत्न करूया की जितका लवकर आपण घरी येऊ शकतो, लवकर येऊया. आणि मग असं थोडंसं ना, मुलांची वर पण असं क्वालिटी टाईम आपण स्पेंड करूया. तर त्याला पण हा आयडिया खूप आवडला. आणि मग आम्ही तसा 1 नियमच ठरवला, की असं करायचा खूप प्रयत्न करणार.
अच्छा, खूपच छान. हं, हं. हं, हं, हं. हं, नक्कीच. नक्कीच, नक्कीच. खूपच छान. म्हणजे प्रयोग केला तुम्ही आणि ते त्यांना सरप्राइज दिलं, तेही खूप छान होतं नाही का? हे नक्कीच मनाला पटण्यासारखं आहे. आणि तुम्हाला असं वाटतं का हो, आजकाल सोशल मीडियाचा आणि WhatsAppचा प्रभाव आल्यामुळे, घरातील किस्स्यांचा मार्ग टोटली बदलला आहे? कारण पहिलं काय असायचं 1 अ, म्हणजे नाही का? दिवसभर काय झालं, त्याचे किस्से असायचे आणि आता किस्से काय असतात माहिती आहे का, मोबाईलमध्ये आपण रील बघतो, स्वतःशीच खिदी-खिदी हसतो आणि एक तर ते शेअर करतो कुटुंबात नाही तर आपण दाखवतो. तर अ, वाटतं का तुम्हाला की याचा कुठेतरी प्रादुर्भाव वगैरे पडला आहे?
<chuckles> हं. हो ना. हो ना. म्हणजे पहिली काय असायचं ना, की मी माझ्या जे आमच्या बिल्डिंगमध्ये राहतात माझ्या मैत्रिणी त्यांच्याशी येत, जात असं भेटायचो आणि संध्याकाळी पार्कमध्ये वगैरे पण आम्ही गप्पा मारायचो भेटून. पण आता काय झालं आहे ना, सगळ्यांकडे WhatsApp असतं, Instagram असतं तर ते त्याच्यावरतीच रील टाकतात. फोटो शेअर करतात. मग भेटायची आपल्याला गरजच अशी वाटत नाही आणि त्याच्यावरच आपण कमेंट, लाइक वगैरे करतो आणि जे काही आपल्याला सांगायचं आहे ते डीएममध्ये शेअर करतो. मग भेटून कोणी करणार काय ना, असं झालंय आमचं.
हं, हं, हं. हो, हो. हो, हो. बरोबर. <chuckles> अच्छा, अच्छा. तर अ आणि आपण हे करू शकतो का म्हणजे मोबाईलला कुठेतरी म्हणजे नाही का एक साईडला ठेवून किंवा स्क्रीन टाईम कमी करून तोच टाईम आपण घरात ते म्हणजे किस्से वगैरे सांगू शकतो किंवा गप्पा वगैरे सांगू शकतो असं?
हो ना. म्हणजे मला असं वाटतं ना, की खूप मजा येते त्याच्यात. त्या दिवशी आम्ही जो सरप्राईज अटॅक केला होता ना त्याच्या बाबांवरती, त्यालाही खूप त्याचा धक्काच बसला थोडासा. म्हणजे चांगला असा प्लेझंट सरप्राईज सारखं आणि मग त्यालाही खूप आवडलं. आणि त्याला आठवण आली की दोघंही मुलं जेव्हा लहान होती अतिशय तर तेव्हा आम्ही त्यांच्याशी किती खूप खेळायचो आणि तासभर तरी रोज खेळायचोच कसंही करून. ते एक आमचं रूटीनच होता रोजचा. तर मी त्याला म्हणाले की बघ आपण ते ना कोण आपल्या कामात आपण इतके अडकून राहिलो ना की आपण आपलं ते रूटीन तुटलं तर तसं नाही व्हायला पाहिजे आणि आपल्या मुलांना पण आपल्यासोबत त्यांच्या आयुष्यात काय होतंय ते शेअर करण्यासाठी आणि त्यांचं ऐकण्यासाठी आपलं प्रेझन्स हवं ना.
हं, हं. हं, हं. <chuckles> हं, हं. अच्छा. हं, हं. बरोबर. बरोबर. अगदी बरोबर. म्हणजे आपण जर टाईम दिला तरच म्हणजे त्या टायमाचा आणि तुम्ही जसं बोललात सुरुवातीला, की इतकं नोकरी वगैरे करतोय आणि जर तुमचा मुलगा असा गुमसुम बसत असेल, तर काहीच फायदा नाही का भेट पडले ते नोकरी वगैरे. आणि खूपदा बघा ना, घरातल्या गप्पा असं म्हणतो आपण की नातं घट्ट कतात. बट काळाच्या ओघात आहे ना त्या कुटुंबाची लहानशी संस्कृती पण बनतात नाही का. पण आपण त्याबद्दल काळजी कशी ठेवायला पाहिजे हो?
हो ना. हो. म्हणजे आपणच आपली संस्कृती जपायला पाहिजे ना. जसं का म्हणजे आजी असताना मला आठवतं, की आजी पहाटे उठायची आणि घराचं जे उंबरठा असतो ना, त्याच्यावर चांगलं ते झाडू पुसून वगैरे घ्यायची आणि त्याच्यावर मग हळदीचा लेप लावायची. मग कुंकुवाने आणि रांगोळी काढायची ती मस्तपैकी अशी तांदळाच्या पिठाने. आणि त्यावर मग नंतर अशी फुलं वगैरे ठेवून तिथे बत्ती लावून दिवा लावून देवाची पूजा करायची. तरी आपली छोटी-छोटी जी रोजची परंपरा असते, देवाकडे आपण जाऊन थोडंसं ध्यान धरतो, आरती गातो, पूजा करतो, चंदन उगाळून लावतो. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी कोण जपणार. म्हणजे आजीच्या काळी त्या व्हायच्या आणि आत्ता का आपण इतके बिझी झालो की आपल्याकडे ह्या छोट्या-छोट्या गोष्टींसाठी वेळच नाही.
हं. हं. हं, हं, हं. अरे वाह, वाह! हं. हं. हं, हं, हं. हं, हं, हं. अगदी बरोबर.
तर ते आपणच मला वाटतं कुठे ना कुठे त्याच्यासाठी खास असं रोजचं 10-15 मिनिटं जरी होऊ शकले ना, तर असे काढून आपण थोडक्यात का होईना तर हे करायचा प्रयत्न केला पाहिजे नाही का?
अगदी बरोबर, गप्पांचे बग बघा जसे चांगले प्रकार आहेत तसे हे पण आहे, म्हणजे काही गप्पा, गॉसिपपण असतात तर तुम्हाला काय वाटतं त्या गॉसिपच्या कुटुंबामध्ये काय परिणाम होतो?
हो. म्हणजे कधी-कधी ते अ, खूप असं इंटरेस्टिंग वाटतं, मजा येते गॉसिप करायला. कधी-कधी ते असं थोडंसं विचित्रही असतं, म्हणजे कोणाबद्दल जर का तुम्ही अशी वाईट बातमी पसरवली, अफवा पसरवली कोणाबद्दल ऑफिसमध्ये किंवा कुटुंबात पण तर ते बरं नाही ना, कारण ती खोटी बातमी असते. तर त्यामुळे त्या अ, हं, एखाद्या व्यक्तीला थोडंसं असं त्याच्या मनाला ठेच पोहोचतो आणि तो दुःखावतो आणि कुठे ना कुठे आपलंही नाव त्यात खराब होऊ शकतं. तर गॉसिप म्हणजे मला असं वाटतं की गमतीची गोष्ट असली पाहिजे त्याच्यात.
हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. अगदी बरोबर. हं, हं, हं, हं. म्हणजे एकमेकांबद्दलची हेटाळणी किंवा असं नाही का, काय म्हणतात, आग लावणे त्या गोष्टी नसाव्या.
हं, नाही आग लावणं नाही म्हणजे, तुम्ही एकमेकांचं असं गंमतीजमती करा ना. त्यांचे अ, असे बदमाशी करा थोडीशी, गंमत-जंमत छान असे त्यांचे, लहानपणीचे किस्से तुम्ही आठवण करून सांगा. अ, नाहीतर काहीतरी असं प्रँक करा त्यांच्यावरती. असं असलं ना, की खूप असं मजा येते. आणि वेळ कधी निघून जातो ते कळतही नाही.
हं, हं. हं, हं, हं. बरोबर. हं, हं, हं. नक्कीच, नक्कीच. आणि कधी-कधी बघा, आपण गप्पा गोष्टी समजूतदारपणाने पण बोलल्यावरती कुटुंबाला बांधायची 1 अ, प्रक्रिया सुरू होते, असं पण आपण, म्हणजे नाही का पाहतो आपल्या आचरणातून ते दिसूनही येतं, बट कुठेतरी या गप्प लुप्त होत चालल्यात तर याचं सर्वात मोठं कारण काय असेल हो?
हो. मला तर वाटतं, की मोबाईलच याचं सर्वात मोठं कारण आहे. कारण जेव्हापासनं माणसाच्या हातात मोबाईल आला आहे ना, त्याला मोबाईलमध्येच तो काही ना काही शोधत राहतो आणि इतकं ॲडिक्शन झालं आहे ना, की आपण म्हणतो ना, की फास्ट एंटरटेनमेंट सगळं काही त्याला फास्ट हवं. पेशन्स नावाचं आणि धैर्य काही राहिलं नाही आहे. म्हणजे 1 छोटंसं 1-2-3 सेकंदाचं काहीतरी पाहिलं, लगेच नेक्स्ट, लगेच नेक्स्ट म्हणजे स्वाईप, स्वाईप, स्वाईपचं चालू असतं. आणि काय असतं, की जेव्हा माणूस प्रत्यक्षात आपल्यासमोर बसतो. तर आपल्या बोलण्याची स्पीड इतकी नसते. आणि आपण का 24 तासाचा त कोणासमोर नाचत गात नाही राहत ना, त्यांना एंटरटेन करण्यासाठी. तर मला असं वाटतं, की माणसांना खूप खराब सवय लागली आहे. ते मोबाईलच्या एंटरटेनमेंटची त्यामुळे ते एकमेकांकडे पाहत नाही, मोबाईलमध्येच अडकून राहतात.
हं, हं. हो, हो. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. बरोबर, बरोबर. अगदी बरोबर. हो, नक्कीच नक्कीच आणि त्यामुळे कुठेतरी गप्पांवर नाही का एक टाच येते असंही म्हणता येईल. आणि खूप छान वाटलं, तुम्ही हे जे घरातले किस्से आणि गप्पा सांगायचे, जे तुमच्या वेगवेगळ्या तऱ्हा आहे, वेगवेगळे म्हणजे नाही का, तुम्ही नुसके आजमावता ते खूपच छान आहे आणि नक्कीच यामध्ये कुठं कुठेतरी आहे ना, एक कुटुंब भावना किंवा कुटुंबातलं प्रेम वाढायला त्यास मदत होईल. खूप-खूप धन्यवाद तुमचे. खूप छान वाटलं तुमच्याशी या विषयावर चर्चा करून.
हो ना, मला ही खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. तुमचंही खूप-खूप धन्यवाद.